ह्याने प्रोग्रेस होत नाही ना, मग तुम्हाला ठीक आहे. तुम्हाला ते आवडतंय ना? ठीक आहे चांगली गोष्ट आहे. तेच करा. मग नंतर तुम्ही तुम्हाला वाईट कशाला वाटलं पाहिजे ना मग. मग तुम्हाला काम होत नाहीतर ह्याचं वाईट नाका वाटून घेऊ. मग असं पण कुठेतरी वाटतं ना. तर म्हणून कसं आहे ना, की स्टेप हीच आहे की तुम्ही अवेअर दुसरी गोष्ट की तुमच्यासाठी जे महत्त्वाचं आहे, ते पहिले करा. आणि एंटरटेनमेंटच तुम्ही एक शेड्यूल बनवा ना, तुम्ही त्यावेळेला तुम्ही ते बघा. आणि राहिला प्रश्न विचार कराय तर विचार ठरवून करायचा हे फार कमी वेळा घडतं ना. विचार येत राहतात तर ते तर येणारच आहेत. पण ते ठरवून केलेले उपयोगाचे आहेत. ते असेच येणार जे <chuckles> त्याचा काय तुमच्या लाईफमध्ये उपयोग होणार नाहीये किंवा अननेसेसरी जर तुम्ही ओव्हर थिंकिंग केलं, तर तुम्हाला स्ट्रेसच येणार आहे ना.
हां, हां. हं, हं. हां, हां. बरोबर. हां, हां. <chuckles> तेच आहे. नक्कीच, हो ते बरोबर आहे म्हणजे आपल्याला अ, तेवढी शिस्त असली पाहिजे, की आपण त्या गोष्टींचा नीट विचार करून आणि मग अ, ठरवलं पाहिजे, की नेमकं काय करायचं? पण बघा ना की आता सध्या जे अ, जीवनशैली चाललेली आहे. तर त्यामध्ये ह्या गोष्टी अ, अशा करायला जरी घेतल्या तरी त्याच्यामध्ये अ, पाहिजे तसं अशी कन्सिस्टन्सी नाही राहत बघा. तर मग तुम्ही असं काही सांगू शकतात का? ज्याच्यासाठी अ, जसं म्हणतात ना की आह थोडं अ, तुम्ही बोललात छंद हे करायचे आहेत, मग काही असं आहे का, की व्यायाम करायचा किंवा काही प्राणायाम करणं किंवा जर्नलिंग करणं. म्हणजे अशा काही गोष्टींचा फायदा होऊ शकतो का?
हं. हो, हो. काय करायचं हं. हां. हं. बरोबर आहे. हं. हां, हां, हां. हो. हं. हां, हां. हो, अगदी.